खूपदा असंन आपण ऐकतो की बोलतान, चालताना, वागताना कुठे ना कुठे मर्यादा सांभाळली पाहिजे. म्हणजे खूप जणांचा असा कटाक्ष असतो, की मर्यादित राहा. रेंजमध्ये रहा किंवा नाही का औकातीत रहा. तर अ, याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे नाही का, केव्हा तुम्ही मर्यादा कोणी ओलांडली वगैरे तर?
बरोबर. हे बघा अ, जसं तुम्ही सांगितलंत, की वादविवाद वगैरे अ, होतच असतात कोणत्याही नात्यामध्ये, संबंधामध्ये. आणि ते अ, ठीक आहे ना झाले तर ठीक आहे, पण त्या वादामध्ये वादाच्या भरामध्ये आपण कधी-कधी काय करतो? दुसऱ्यांना रिस्पेक्ट न देता त्यांची मर्यादा, 1 लिमिटेशन्स असते. त्या बाहेर हद्दीच्या बाहेरचे म्हणतो आपण, बोलून जातो नाही का आणि जसं तुम्ही म्हणालात मग भांडण वगैरे झाले तर 1 दुसऱ्याला म्हणतो इज्जतीत राहा, औकातीत राहा, नाही का, असं होत राहत हां होतं, तर अ, असं माझ्यासोबतही झालं होतं एकदा आणि हां, तर 1 उदाहरण सांगेल म्हणजे मी जेव्हा जॉबला होतो ना कंपनीमध्ये तर तिथे अ, हे म्हणजे 1 इश्यू आला होता. आमची जी कंम्प अ मशीन होती मॅन्युफॅक्चरिंगची इंटर कूलर वगैरे, बनवायचो आम्ही त्यावर.
बरोबर. हो, हो, हो नक्कीच. इज्जतीत रहा, मर्यादित रहा. हं. अच्छा. अच्छा, कसला हो? हां, हां.
हां. तर त्या मशीनवर अ, अ, ब्रेकडाउन झाला आणि सेन्सरचा काहीतरी इश्यू आलता आणि ब्रेकडाउन झालं की कसं? अ, मॅनेजर वगैरे प्रेशर करतात ना. डे प्रोडक्शन काऊन होत नाही आहे? तर मेंटेनन्स टीमला मला हे स करावं लागलं. म्हणजे सांगावं लागलं, की "असं-असं झालंय" आणि वारंवार त्यांना सांगून आणि आमचा ग्रुपपण आहे ऑफिशियल. म्हणजे होता मेंटेनन्स टीमचा अ, कोऑर्डिनेट करण्यासाठी. तिथं हायलाइट पण केला मी इश्यू, पर्सनली जाऊन सांगितलं, नाही का 2-3 जणांना म्हणजे त्यांच्याच डिपार्टमेंटमधल्या तरी पण सॉल्व्ह नाही करून राहिले आणि मग झाला होता वाद असा आणि अ, मी तेव्हा नवीन-नवीन होतो तर तेव्हा म्हटले मला काय अ, आ म्हणजे अ, असं नाही म्हणत का आपण आजच आलाय अन आम्हाला शिकवायला लागलाय आमची कामं. हां, मग
हो, हो, हो. अच्छा, अच्छा. हां, हां. हं, हं. आम्हाला शिकू लागला. हो, हो, खूपदा असं होतं म्हणजे नाही का, आपल्या म्हणजे खूप लोकं काय करतात? स्वतःचीपण मर्यादा ओलांडतात आणि त्यामध्ये काय होतं आपल्याला एक अ, कुठेतरी दाखवायचं बघतात नीच स्तरावर.
हं. हो. म्हणजे आम्ही एक्सपिरियन्स आहोत. आम्ही 3-4 वर्षापासून काम करतोय. काही-काही 10 वर्ष, 15 वर्ष असे पण होते त्यामध्ये. म्हातारे म्हणजे एज झालेलं जास्त म्हणजे 40-50 वर्षाचे तर
हो. हं, हं, हं, हं.
अ, वाद झाला आणि आता नवीन आला आहेस आणि आम्हाला शिकवायला लागलाय का? म्हणजे असा वाद झाला आणि त्याने लिमिट अशी ओलांडली की "जा, कोणाला सांगायचं सांग." नाही का "काय करायच आहे कर." म्हणजे असं
अरे बापरे! चक्क असं बोललं ते म्हणजे तुम्हाला पहिल्याच वेळेस?
हां, चक्क हां, चक्क असं. ते पण कंपनीमध्ये नाही का. <chuckles> म्हणजे प्रोफेशनल असतात कंपनीमध्ये लोकं असं म्हणतात ना. असं करायला नाही पाहिजे म्हणजे आपण बाहेर जे म्हणतो ना आवारटप्पू बोलणं किंवा अ, उद्धट म्हणजे असं राहतात ना, बाहेर ब भेट तुला बाहेर सांगतो, असे राहतात खूप सारे. तर त्या टोनमध्ये जो बोलला तर मला वाटलं यार मग मी म्हटलं, "नीट बोल ना, की कारण की मी तुझ्या अंडर काम करत नाही आहे, तुझं डिपार्टमेंट वेगळं आहे आणि माझं डिपार्टमेंट वेगळं आहे आणि मी तुला तुझं कामच सांगतोय पगार तुला ह्याचीच भेटायला आहे ना, मेंटेनन्स ब्रेकडाउन झालं तर ते तुझं कामच आहे सॉल्व्ह करणं, येऊन चुपचाप काम कर इज्जतीत रहा," म्हटलं नाही का. <chuckles> मग अ, असं झालं होतं आमचं एक मर अ, पण नंतर काय झालं
अरे बापरे! अ, हां, हां. हो, हो, हो. बरोबर. उद्धट बोलणं. हां. हो, हो. बरोबर. बरोबर. हं. <chuckles> हं, हं.
मला एक रियलाइज झालं की अ, ते व व रागाच्या भरात तर मी तेव्हा बोलून टाकलं त्याला, पण नंतर असं वाटलं यार अ, काहीतरी वेगळ्या पद्धतीने मी बोलू शकलो असतो. त्यानी मर्यादा ओलांडली
अच्छा-अच्छा. हां, म्हणजे तुम्ही नाही का, एखादा म्हणतात ना तुम्हीपण मर्यादेत राहून समजा ते हँडल करता आलं असतं तुम्हाला. म्हणजे राग व्यक्त करायची गरज नव्हती.
हां, असं मला थोडं वाटलं. खंत वाटली मनाला नाही का. की "अरे यार! मी थोडं शांत बसायला पाहिजे होतं." आणि थोडं अ, असं म्हणतो ना, की जाणीव झाली मला, की चांगल्या पद्धतीने मीही हाताळू शकलो असतो अ, सिच्युएशन जी झाली आहे. तर मग अ, मी मला वाटलं की हां मी या म कंडिशनमध्ये किंवा परिस्थितीमध्ये थोडं शांत राहायला पाहिजे होतं, नाही का. आणि त्याचा राग आणि कसं असतं माहिती आहे का, जेव्हा पुढचा शांत राहतो, तर त्यांना आणखीनच दुःख होते पुढच्याला, जो मर्यादा क्रॉस करतो नाही का, त्याला वाटतं अरे आपण जे बोलतोय, हे करतोय, ह्याच्यावर इफेक्टच होत नाही काही.
हं, हं, हं. बरोबर, बरोबर. हं, हं, हं. बरो हो, हो. नक्कीच, नक्कीच.
हां आणि मी जेव्हा उलट्याला उलटं उत्तर दिलं आणि ते वाद वाढत गेला ना मग. मग ते बॉन्डिंग बिघडली सुरुवातीला. मग अ, खूप मला वेगळं वाटायला लागलं. मग मी काय केलं माहिती आहे का, अ, ग्रुपमध्ये म्हणजे त्याला पर्सनली डीएम केला, नाही का.
अच्छा. हां, हां. अच्छा-अच्छा.
की अ, असं केला मी त्याला मेसेज, की कधी-कधी चूक कोणाचीच नसते, नाही का. म्हणजे तुझीही चूक नाही आणि माझीही चूक नाही. मग हां. आणि त्याचीच
माझीही चूक नाही. चूक परिस्थितीची आहे. म्हणजे खूपदा बघा काय होतं, खूप लोकं मर्यादा ओलांडतात बट असं सारखं-सारखं घडलं ना, तर त्याचा कुठेतरी म्हणजे नाही का, एक तिरस्कार वाटू लागतो आपल्याला.
तिरस्कार वाटतो आणि मला त्या असं कळालं, की नंतर मला दुःख या म्हणजे खंत ह्या अ, गोष्टीची वाटली नंतर कळालं की तो ओव्हरटाईम करत होता त्यादिवशी. त्याचा कलीग कलीग जो आहे ना, म्हणजे सुट्टीवर होता. तर त्याचा जवळपास डबल शिफ्ट चालू होती नाही का, दहा बारा तास त्याला ऑलरेडी झाले होते कंपनीत. आणि तो
अरे बिचारा! <chuckles> हां, हां. अरे बापरे! अशावेळेस मग कोणीही बघा चिडणारच आणि त्यावेळेस तुम्ही शांत बसायला पाहिजे होतं, मला असं वाटतं.
खेळणारच. आणि नाही. हां, मीच शांत बसायला पाहिजे होतं. पण अ, त्या वेळेला मला माहीत नव्हतं ना, हा ओव्हरटाईम करतोय. मला वाटलं ह्या शिफ्टलाच आला असेल, माझ्या शिफ्टलाच. म्हणजे सेकंड शिफ्ट होती माझी. तर तो फर्स्ट शिफ्टपासून होता. म्हणजे सकाळपासून होता. 7:00 पासून थांबला होता तो, नाही का आरे! दुसरा नसल्यामुळे हे एक वाईट वाटलं मला आणि म्हणून मी त्याला पर्सनली डीएम केला, की मला असं-असं कळालं नाही का, तू ओव्हरटाईम केल आहे म्हणून. कधी-कधी चूक दोघांची आणि मलाही प्रेशर आहे ना कारण की माझं कामच आहे ब्रेकडाउन झालं तर अ, मलाही कोणी विचारणार आहे वर. नाही का.
अच्छा. हां, हां, हां. अरे बापरे! अच्छा. हं, हं, हं. अगदी बरोबर. तुम्हालाही कोणीतरी म्हणजे नाही का, हा सीनियर वगैरे आहेत त
हां. म हां, ते मॅनेजरला आम्हाला अपडेट करावं लागतं, नाहीतर टार्गेट काऊन कंप्लीट नाही झालं, असं म्हणणार. मग मी त्याला सांगितलं," चूक कोणाचीही नसते, असतो तो फक्त गैरसमज असतो," नाही का. मग त्यानं मग अशी स्माइली पाठवली नाही का, "ठीक आहे," म्हणून. त्यालाही त्यालाही म्हणजे अ, म्हणजे त्याने पण चांगल्या रीतीने घेतलं, सकारात्मक दृष्टीने. आणि त्यानंतर आम्ही चांगले दोस्त बनलो म्हणजे बॉन्डिंग वगैरे. अ, म्हणजे बोलवले की वेळेवर यायचा. अरे असं झालंत. मग एक लक्षात राहिलं की हां, आपण जेव्हा असं कोणत्या परिस्थितीमध्ये अडकतो ना, आपण थोडं शांत राहायला पाहिजे. आणि विचार करायला पाहिजे, हा असा बोलतोय, तर याच्यामागचं कारण काय असू शकतं? बघा, म्हणजे मी तेव्हा जर असा विचार केला असता काय, कोणत्या कारणाने असं उद्धट बोलतोय? कारण की कोणीही डायरेक्ट असं उठलं की झोपेतून उठून शिव्या किंवा उद्धट बोलत नाही ना. अरे आता
हं, हं. बरोबर, बरोबर. गैरसमज, हां. अरे वाह, वाह! हां, हां, हां. अरे वाह, वाह! हं, हं, हं. हं, हं, हं. बोलत नाही. हां, प्रत्येक गोष्टीचं कारण असतं आणि खूपदा काय होतं बघा, मर्यादेत जर आपण राहिलं, तर बघा तुम्ही तुमची मर्यादा ओळखली, म्हणजे भलेही उ उशिरा का होईना आणि तुम्ही त्याला मेसेज केला आणि विषयावर पांघरा म्हणजे सारवासारव झाली. आणि खूपदा बघा ना, आपण काय म्हणतोय, समजा एखाद्याने धमकी वगैरे दिली, तर तेव्हा परिस्थिती खूप वेगळी असते. तर तेव्हा आपल्या सुरक्षिततेसाठी काय पाऊल उचललं पाहिजे हो आपण?
कारण असं बरोबर. हे बघा सुरक्षतेसाठी अशावेळेस धमकी दिली, तू ये बाहेर भेट म्हणलं असं कोणी तर डायरेक्ट मी म्हणतो रिस्क वगैरे काही घेऊ नका. तुमच्या सीनियर जे असतील एचआरला जाऊन सांगा. असं-असं झालंय, नाही का आणि बाहेर मला जर कमी-जास्त काही झालं तर कंपनी जिम्मेदार असणार आणि ह्याने ना असं मला केलयं. मग एचआर ते हँडल करतात व्यवस्थित. ऑफिशियली ते डायरेक्ट त्याला सांगतात समजून, नाहीतर मग अ, पोलिसांचाही सहारा घेतात. म्हणजे एचआरचं कामच असतयं हे अशा गोष्टी हँडल करणं. जर खूपच टोकाला गेलं तर मग ते पोलिस वगैरेपण इन्व्हॉल्व करतात. एचआर लोकं. म्हणजे अपडेट करतात ना म्हणजे असतं ना म्हणजे गुंड टाईप आणि जेवढं करून जवळपास 90%-95% केसमध्ये, 99% म्हणेल मी ते तिथल्या तिथं एचआरकडेच सॉल्व्ह होऊन जातं. दोघालाही बोलवतो तो, काय प्रॉब्लेम झाला सांगा? मग अ, व्यवस्थित मध्यस्थी करून होतं सॉल्व्ह पण अ, जर तुम्ही म्हणालात बाहेर भेट तुझे टंगडेचं तोडतो असं असतं बघा एखादं <chuckles> मग अ, आ त्यावेळेस अवघड आहे ना तर <chuckles> आम्हाला या
हो, हो. बरोबर. हं, हं, हं. अगदी बरोबर. हो, हो, हो. बरोबर, बरोबर. हं, हं. हो, हो. हं, हं, हं. <chuckles> हो, हो. बरोबर. हो, हो, हो. जसं बघा तुमच्या प्रकरणामध्ये, आपण बघू की तो समोरचा माणूसपण ठीक-ठाक निघाला म्हणजे त्याची एक मजबुरी होती. कुठेतरी ओव्हरटाईम केलता, तर त्यामुळे वेळ निभावून गेली आणि खूपदा बघा काय होतं, नाही का? एखादा म्हणजे वारंवार त्याची मर्यादा उलटतो नाही का? आणि म्हणजे नाही का त्याला सांगून पण म्हणजे त्याला मर्यादेची ओळख नाही होत. तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे?
हां, मजबुरी होती. अगदी बरोबर. हो. अ, अशा वेळेस सांगून पण जर मर्यादित, असं झालं होतं. मी एक उदाहरणच देतो आणखीन, माझ्या कंपनीतलाच एक सीन झाला होता असा की, जेव्हा आपण मेसमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये जातो कंपनीत, तर अ, असं वाढायला असतो ना एक वाढेकरी असतो बघा. तर अ, अ, एका म्हणजे जो आम माझा को कलीग होता त्याचं आणि त्या वाढेकऱ्याचं काहीतरी बिनसलं होतं, म्हणजे भांडण झालं होतं आदल्या दिवशी, म्हणजे एक दिवस आधी. मग त्याला पाहिलं की तो वाढताना, अ, "नाही," म्हणे, "तुला जेवण नाही." म्हणे "आज ना," डायरेक्ट म्हणजे देणार नाही अ, असं म्हणजे, काल भांडण झालं म्हणून नाही का, मग तो आणि तो तिथंच थांबला मग "म्हणजे, असं कसं म्हणतोय? तुझं काम आहे ना, दे तू जेवण. म्हणजे मग कालच्या भांडणावर" आणि मला माहीत नाही की यांचं भांडण झालं आहे, मी म्हटलं आ, मी पण म्हणायला लागलो, "असं का करतोय?" तो मला डायरेक्ट म्हणाला, "तुम्ही मध्ये पडू नका." नाही का, "हे आमच्या दोघांच्या मधलं आहे." आणि तो डायरेक्ट मला वाढायला लागला, म्हणजे त्याला वाढलंच नाही त्याच्या मागं मी होतो. मला वाढायला लागला, "नाही तू जा म्हणे घरी जा, तुला नाही आहे जेवण." आणि असं म्हटला तो आणि म्हटला की, "जा कोणाला सांगायचं सांग." नाही का? मग तो गेला एचआरकडे. तो गेला एचआरकडे, नाही का? एचआर, अ, एचआर घेऊन आला. अ, एचआरला म्हटला की आणि एचआर म्हटले की, "काय झालं रे बाबा? का नाही देत तू जेवण वगैरे तू याला?" नाही का? तर तो वाढेकरी काय म्हटला अ, एचआरला, एचआरने केली समजूत ना की, अ, जेवढं होईल तेवढं गोडी-गोडीने बोलण्यासाठी दोघांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी, पण तुम्ही जसं मी म्हटलं तो ऐकतच नव्हता, नाही का? काय एचआर करणार आहे त्याला असं वाटत होतं. मग एचआर म्हटला, "असं करत असेल तर मग मी तुला काढून टाकणार इथून. तुमच्याकडून कॉन्ट्रॅक्ट काढून घेणार ना कँटीनचा," म्हणजे दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकणार.
हं, हं. अच्छा. हो, हो, हो. अच्छा, अच्छा. अरे बापरे! का? <chuckles> हां, हां, हां. हो, हो, हो. अरे बापरे! <chuckles> हां, हां. अच्छा. <chuckles> अरे बापरे! मग? हं, हं. काय? हां, हां, हां. अच्छा. हो, हो, हो. मग, मग?
तो काय म्हटला मग माहिती आहे का? "तू कॉंट्रॅक्ट काढून तर बघ, तू बाहेर गेला ना, <chuckles> ते गाव माझंच आहे," म्हटला, नाही का?
<laughs> अरे बापरे!
हां. डायरेक्ट एचआरलाच आणि सगळ्या कंपनीपुढं होते हे कॅन्टीनमध्ये, जोरजोरात भांडणं, हे सगळं घोळका होऊन <chuckles> असं झालं होतं, म्हणजे समजावून पण आडमुठ आणि ते म्हणे, "बाहेर भेट हे बाहेर गाव आहे ना, हे आमचंच आहे आणि कंपनीतून बाहेर नाही जाणार का तू!" <chuckles> असं म्हटलं. मग तू धमकी आणि कंपनीमध्ये अ, एचआरला वाटलं ना, मग अ, एचआर काय म्हटला त्याला, एक डायलॉग मारला एचआरनं, "अरे, मी" म्हणजे एचआरला थोडं भीती वाटल्यासारखं झालं असेल. पण ते एचआर काय म्हटला, "अरे, मी फक्त कंपनीत एचआर आहे. कंपनीच्या बाहेर मी साधा माणूस आहे," नाही का? <chuckles> मग ते मला
अरे बापरे! <chuckles> अरे, बापरे! म्हणजे, डायरेक्ट धमकी? हं, हं. पण काय? अच्छा, अच्छा. <chuckles> त्यांनी पण म्हणजे, एक नमतं घेतलं.
नमता घेतला. मग असे पण असतात, बघा. आता अ, त्याला नमावं लागलं ना, कारण की ते तिथला लोकल होता, तो आणि एचआर असा दूरून म्हणजे व सिटीमधून यायचा, तिथं, नाही का, कार म्हणजे कारनं वगैरे. तर अ, असेही असतात. आणि त्याला समजून सांगायचं म्हटलं, तर अ, त्याला काढलं पण नंतर त्या दिवशी नाही काढलं. आणि एचआरला वगैरे थोडं असं, अ, म्हणजे सिक्युरिटीमध्ये पाठवायला लागली आहे. गार्ड वगैरे असतात ना, <chuckles> हां. काही दिवस. म्हणजे अ, एक अ, हे म्हणून काय म्हणतात, एक अ, प्रिकॉशन म्हणून, कारण की काढले आहे, तर मग अ, कधी काय त्याच्या मनात येऊन, दगड-बिगड घेऊन घालल डोक्यात, नाही का, दुरून कु म्हणून हां.
हं, हं, हं. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. अच्छा. हो, हो, हो. सेक्युर्टी म्हणजे प्रीकॉशन म्हणून, काळजी म्हणून. हो, हो. बरोबर, बरोबर. काहीही होऊ शकतं, म्हणजे नाही का, मर्यादेचं भान नाही राहत खूप लोकांना, म्हणजे समजा, तुमच्या बाबतीत सांगितलं तुम्ही. तर अ, समजा, नाही का, तुमच्या वेळेस एखादं घडलं. सम समोरचा माणूस समजा, नाही का, त्याची मर्यादा राखून वागत नाही किंवा तुम्ही वारंवार जरी समजावलं एखाद्याला, तरी तो ऐकत नाही. तर अशा वेळेस तुमची पहिली भूमिका काय असते? म्हणजे तुम्ही काय डिसिजन घेता?
राहत नाही लोकांना, म्हणजे हं. हे बघा, ऐकतच नसेल ना. आपण जेवढं होईल, तेवढं शांत राहायचं. त्याला म्हणजे आपण म्हणतो ना, आगीत अ, तेल ओतल्यासारखं काही बोलायचं नाही, बोलायचं नाही उद्धट, कारण की ते काही-काही असतातच, उलट्या दिमागाचे. ते म्हणजे, सांगितलं तरी समजत नाही. म्हणजे काय, त्यांचा इलाजच नाही आहे, नाही का? अ, जेवढं होईल, तेवढं शांत राहायचं आणि समजून सांगायचं. आपण जास्तीत-जास्त काय ह करू शकतो? विश्वासात घेऊन बोलू शकतो, पण पुढचा संवाद साधायलाच तयार नाही, विश्वासात घेऊन बोलायलाच तयार नाही. तर अशा व्यक्तीला आपण काही करूच शकत नाही, नाही का? मग त्या त्या आपण नमतं घ्यायचं, शांत राहायचं आणि जेवढं होईल तेवढं त्याच्याशी बोलण्याचा कॉन्टॅक्ट जे आहे, तोडून टाकायचं नाही का. जेवढं हे करायचं नाही, त्या मागं लागायचं नाही. तर हे मी म्हणेल, दुसरं काहीच करू शकत नाही. म्हणजे काही इलाजच नाहीये त्याला, नाही का?
तेल ओतायचं. हां, हां, हां. <chuckles> बरोबर. हो, हो. बरोबर. हं, हं, हं. अच्छा, अच्छा, अच्छा, अच्छा.
हां. तोच व्यक्ती जर आपल्या घरचा असेल, म्हणजे अ, कौटुंबातला, नात्यातला, काही ऐकतच नाही ते काही दिवसांनी
हं, हं, हं. हां. घरात मर्यादा कशी राखावी, हे मला जाणून घ्यायला आवडेल, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. माहिती आहे का, बाहेर तर आपण वेळ निभावून घेतो. बट घरात आहे ना, खूपदा असं होतं, की मर्यादेत आपण पण नाही राहत किंवा घरचे पण खूपदा नाही का, आपल्या म्हणजे विशेषाधिकाराचा उप खूप उपभोग घेतात. तर अशा वेळेस काय करावं आपण?
हां, घरामध्ये कसं आहे, आपला पुढचा व्यक्ती काय बोलतोय ते समजून घ्यायचं नाही का. आणि संवाद जो आहे एक दुसऱ्यांमधला, तो अ, व्यवस्थित असला पाहिजे. म्हणजे तुमचा काय प्रॉब्लेम आहे, माझा काय प्रॉब्लेम आहे, एक दुसऱ्याचं समजून घ्यायचं. समजा 2 अ, जोडप असेल, एक अ, बाहेर जाऊन काम करते नवरा आणि घरी काम करते ही. ती पण घरी काम करतच असते ना, तिचेही भावना असतात, ते समजून घ्यायला पाहिजे आपण. असं नाही की उतरून बोलतोय मी पैसे भरून हे कमवून येतोय घरी आणि तू काहीच नाही आहेस माझ्यापुढं. एक असतं बघा काही जणांमध्ये ॲटीट्यूड वगैरे. ती पण घरचं काम करते, लेकरांना सांभाळते. कधी-कधी म्हणतात बघा, म्हणजे बायका असं रागात आल्या की "एक दिवस घरचं काम करून बघा, घरी राहून," नाही का. "मग कळेल." हां, असं म्हणते. मग नवराही म्हणतो की "एक दिवस ऑफिसमध्ये जाऊन काम करून बघ, मग तुला कळेल," नाही का. ज्यांचा त्यांचा रोल त्यांनी चांगल्या पद्धतीने निभवला पाहिजे. आणि
हं, हं. हं, हं. बरोबर, बरोबर. बरोबर. हो, हो, हो, हो. मग कळेल. <chuckles> बरोबर. हो, हो, बरोबर. अगदी बरोबर. प्रत्येकाच्या म्हणजे मर्यादा वेगळ्या आहे, म्हणजे जो पुरुष हं, हं, हं.
वेगळे आहेत. आणि अ, हेच म्हणेल की संवाद जो आहे ना, हेच महत्त्वाचं आहे. कोणत्याही मर्यादा अ, दुसऱ्यांच्या संवाद चांगला असला पाहिजे, आणि विश्वासात घेऊन बोला आणि मर्यादेत अ, तुम्ही नक्कीच राहाल अशा सर्व गोष्टी केल्या तर असं मी म्हणेल.
अगदी. खूप छान पद्धतीने म्हणजे नाही का, मर्यादा कशी पाळली पाहिजे आणि एखाद्या मर्यादेच्या पलीकडं जाऊन, काय म्हणजे नाही का, असं एक अ, हे पाऊल उचललं तर आपण पण त्याच्यावर कशी रिएक्शन दिली पाहिजे. याचं एकदम मुद्देसुधप्रमाणे तुम्ही मांडणी केली आणि हे नक्कीच म्हणजे नाही का, एक
हां. हो. आणि कसं आहे आपण बोलताना ना अ, टोन जे असते आपलं म्हणजे कधी-कधी काय होतं अ, आपल्याला बोलायचं असतं एक, पण रागाच्या भरात जेव्हा बोलतो ती टोन आणि अ, शांतपणे अ, नमतं घेऊन बोलणारे ती टोन. टोन जी म्हणतो ना एकदम, ती खूप कंट्रोल करून बोललं पाहिजे. त्यामुळे आपली मर्यादा ओलांडली जाणार नाही.
हं, हं. हो, हो, हो. अगदी बरोबर. अगदी बरोबर. खूप छान प्रकारे तुम्ही अशी माहिती सांगितली. आणि ती खूप मला आवडली आणि मनाला पण पटली माहिती आहे का. आणि खूपदा, म्हणजे मर्यादांचं उल्लंघन जिथं होत असेल, तिथं नक्कीच आपण नाही का, म्हणजे काय म्हणतात, जशी तुम्ही एचआरची वगैरे मदत घेतली, कॅन्टीनवाल्याचा किस्सा सांगितला. खूप छान वाटलं आणि खूप-खूप धन्यवाद तुमचे.
नक्कीच मलाही मजा आली. धन्यवाद.